हां बघा, त्या ठिकाणी खूपदा काय होतं बघा, त्यांच्याकडे पण इलाज नसतो, आपल्याकडे पण इलाज नसतो काय करायचं ऑर्डर केल्यावर. तर त्यांना आपण प्लास्टिकचे जे, हे असतात बघा ते, अ, रिसायक्लेबल अ, टिफिन, छोटे-छोटे खाणी. तर त्यांची आपण त्यांना मागणी करू शकतो किंवा शासनाने जर निर्बंध घातले, की तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी प्लास्टिकचे जे कंटेनर आहेत, ते वापरायला सुरुवात करा. जेणेकरून काय होईल बघा, ते कंटेनर खूप छान असतात, म्हणजे असे नाही का, त्यात आपण म्हणजे डेली काहीतरी स्टोअर करायला शेंगदाणे झाले किंवा काहीतरी डाळी झाले या स्टोअर त्यामध्ये करू शकतो. तर त्याचं जर प्रमाण वाढवलं आणि जर समजा, त्याचे जर चार्जेस घेतले, तर समोरचा माणूस तो द्यायलाही तयार होतो कारण ते प्लास्टिकचं बर्तन जे म्हणतो आपण, जे भांडं, तर ते पण चांगलं असेल, चांगल्या प्रतीचं असेल. आपण त्याचा रियुज करू शकतो किंवा रिसायकल पण करू शकतो. तर हॉटेलमध्ये या गोष्टी आपण करू शकतो, जेणेकरून ते उपाय कुठेतरी म्हणजे नाही का एक अ, आपल्या अंमलात आणले, तर त्याचा आपल्याला फायदा होईल आणि प्लास्टिकचा जो अतिवापर आहे, तो कुठेतरी कमी होईल.
हो. बरं, हां. हां. हां. हो. हो. हां. हो. हां. हं, बरं. मग त्या ठिकाणी तुम्ही स्टील वापरू नाही शकत का? म्हणजे स्टीलचा जर डबा घेऊन गेलात तुम्ही तर त्यामध्ये तुम्ही भाजी आणू शकता, पोळी आणू शकता, मग तसं काही करता येणार नाही का? असं म्हणजे, डाळ
हो, तसं तर आपल्याला करता येईल. जर आपण स्वतः जात असेल तर. बट आपण आता झालंय काय बघा, ऑनलाईन जे फूड ॲप आहे, त्यांचा एवढा सुळसुळाट आहे, की आपण काय करतो, की एक क्लिक करतो, की ते जेवण घरी येतं. तर हा उपाय त्यांच्यासाठी आहे. जर आपल्याला जर घ्यायचं असेल, तर नक्कीच आपण स्टीलचा डब्बा घेऊन जाऊ शकतो. बट आजकाल असं झालंय ना, कोण एवढे कष्ट घेणार ना? तर आपण घेत नाही नाही का. तर तुम्ही पण बघा, तुम्हाला आठवतं का, कधी तुम्ही एक अ, टिफिन घेऊन हॉटेलमध्ये गेलात आणि त्यामध्ये तुम्ही जेवण आणलंय?
हां. बरोबर. हां. हां. हां. <chuckles> नाही. नाही-नाही, नक्कीच अ, मी छोटा डबा घेऊन जाते. मला जर कुठे पंजाबी भाजी वगैरे आणायची असेल ना, तर मी स्वतः यूज करते. म्हणजे छोटा डबा असतो तसा चपटा, तर तो घेऊन जाते, मग त्याच्यामध्ये ते देतात तुम्हाला आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी पण जास्त येते तुम्हाला. म्हणजे हां, असंही होऊ शकतं. म्हणजे असं सांगायचं आहे मला.
अरे वा! वा! हो, नक्कीच, नक्कीच. खूप छान! हो, नक्कीच हा उपाय करू शकतो आपण, बट अ, खूपदा काय होतं ना, आजकाल एवढं कुणी कर्तव्य दक्षता दाखवत नाही. जर आपण जर सुरुवात केली आपल्यापासून, तर नक्कीच याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसेल, जसं तुम्ही
हां. हां, तर नक्कीच. मग अ, तुम्ही मग अ, घरातून कशी सुरुवात करता, की प्लास्टिक घरात कसं कमी केलं पाहिजे? म्हणजे घरात कुठल्या-कुठल्या गोष्टी करता प्लास्टिकचा कमी वापर करण्या